आणि त्यांनीच जेव्हा असं एखादा जेव्हा आपण इतकं छान पोशाख परिधान करतो. मग तेव्हा आपला कॉन्फिडंट कसा असतो तुम्हाला काय वाटतं? तेव्हा आपल्याला समजतं ना, की आज आपण छान दिसतोय, तर मग त्या दिवसाचा एक वेगळा कॉन्फिडंट असतो. ते पॉझिटिव्हिटी वेगळी असते का आपली?
अ, हो. हो, नक्कीच. बघा ज्यावेळेला आपल्याला असं वाटतंय ना, की आज आपण खूपच सुंदर दिसतोय आपसुकच आपण खूप आनंदी असतो आणि ज्यावेळेला आनंदी असतो ना आपण, तर आपल्या अंगातला जो कॉन्फिडन्स लेव्हल आहे ना तो काही औरच असतो म्हणजे त्याला तोडच नसतो आणि स्वतः कॉन्फिडन्स राहण्यासाठी स्वतः सुंदर दिसणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे अ, हा कॉन्फिडन्स आपोआपच येतो, असं मला वाटतंय.
हं. बरोबर. बरोबर. हं, हं.

हो, नक्कीच. आता बघा तुम्हाला एक साधारणच उदाहरण देते मी, की बघा, ज्यावेळेला आपण जॉबला जातो बरोबर? असं समजा की आपण जॉबला जातो. तर खरं सांगा ज्यावेळेला आपण जॉबला जातो, त्यावेळेला आपण नीटनेटके कपडे का घालतो बरं? तर नीटनेटके कपडे घालण्यामागचं कारण असं असतं ना की आपल्यात पॉझिटिव्हिटी तयार व्हावी, कॉन्फिडन्स निर्माण व्हावा. आपण नीटनेटकेपणाने तिथे जातो म्हणजे आपल्याला एक अ, म्हणतो ना आपण, की अ, काम करण्याचा हुरूप येतो. अ, मरगळलेला दिवस एकदम ताजातवाना होतो, त्यासाठी आपण तशी तयारी करून जाते. तसच जर घ आपल्या घरात अ, असं वाटतंय की आजचा दिवस असा गेला किंवा सणवार आले आणि नको असं वाटतंय तर खरंच तयारी करण्याने किंवा जे नवीन कपडे आणले ते घालण्याने आपल्या अंगातला कॉन्फिडन्स किंवा जे म्हणतो ना की आनंद बाहेर येतो आणि ते आयुष्याला सुखरूप करून जातं.
हो. बरोबर. हो, हो. अगदीच, अगदीच. बरोबर, बरोबर. अगदी, अगदी. हां, हां. हं. हं. हं.

हो नक्कीच. बघा ना आता म्हणजे जसं आता संक्रांत आली, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संक्रांतीला काळंच घालतात. बरोबर. पण कलर तर तो काही चेंज होत नाही पण पॅटर्न मात्र चेंज होत जातो. कधी साडी आहे, तर कधी अ, पंजाबी ड्रेस आला, तर कधी वन पीस आला, तर कधी म्हणजे अ, कलर नाही बदलू शकत तर पॅटर्न चेंज करा. असं होतं आणि ज्या ठिकाणी कलर चेंज करता येतो, त्या ठिकाणी मग साडी जरी आहे, पण अ, कलर चेंज आहे ना. मग मी या साडीचं आहे ना अ, घागरा पॅटर्न साडी नेसते किंवा अ, गुजराती पॅटर्न नेसते किंवा बंगाली पॅटर्न नेसते. मग त्यामुळे व्हेरियंट तयार होतात या प्रत्येक प्रकारामध्ये.
हं, हं. हां, हां. क्या बात है! हं, हं. हं, हं. अगदीच, अगदीच. हं, हं. हं, हं. क्या बात है. हो, हो. येस, येस, येस, येस, येस, क्या बात है. बरं मला सांगा मग, आता जेव्हा असे फेस्टिव्हल्स असतात. तुमच्या मते फेस्टिव्हलमध्ये जो लूक येतो तो फ्रेश दिसण्यासाठी सर्वात जास्त काय महत्वाचं आहे?
हो.

क्या बात है! खूप छान उल्लेख केलात तुम्ही. अ, मग मला सांगा की आता जसं फॅमिली फंक्शनसाठी आणि मित्रांसोबत सेलिब्रेशनसाठी तुमचा लूक वेगळा असतो की सेमचं असतो तेव्हाही?
हो. नाही. अ, हे बघा जसं परिस्थिती असते अन जसा सण असतो त्यावेळेला त्या म्हणजे अ, लोकं बघून जे आपण म्हणतो, की आपण आपल्यामध्ये थोडस चेंज केलं पाहिजे. जर मॉडर्न लोकांमध्ये आपण चाललो आहोत किंवा तुम्ही जसं म्हणाले, की मित्रांमध्ये किंवा कुठे पार्टी आहे आता सपोज आपण असं समजू की एखाद्या ठिकाणी पार्टी आहे, मग तिथे नऊवारी घालून तो माणूस जाऊ शकत नाही बरोबर आहे की नाही? किंवा धोती कुर्ता घालून तर जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी अ, जी थीम असते, जस वन पीस घालणं आलं किंवा छान एक अ, अशी मॉडर्न साडी लूक देणं आलं. मग प्र परिस्थितीनुसार तो पॅटर्न आणि तो पोशाख ना चेंज होत गेला पाहिजे.
हं, हं. हं, हं. हं. हं, हं, हं. हां, हां. हां, हां. अगदीच, अगदीच. हां, हां. बरोबर. हं, हं. बदलतो. अगदी, अगदी. अगदी बरोबर. तर अ आता हे जे फेस्टिव्हल लुक्स असतात, त्यामध्ये तुम्ही कम्फर्टला प्राधान्य देतात की स्टाईलला?
हो. हे बघा नक्कीच दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर कम्फर्ट बघायला गेलं ना, तर अ, मग त्या ठिकाणी अ, म्हणजे थोडसं आनंददायी पण वाटत पण
हं, हं. हं.